हो, म्हणून त्यावेळेस मग खोललं आणि नंतर मग मला ते ऑनलाईन पेमेंट सगळं करायला वगैरे सोपं जात होतं नाही का. नंतर मला एक दिसलं, की एका दुकानात मला आहे ना, ते पेटीएम असं काही दिसलं यूपीआय. म्हटलं, "हे काय आहे रे बाबा?" मग मला कळलं, की असं-असं पैसे पाठवायचं आहे. मग मी ते डाऊनलोड केलं, बँक लिंक केलं. तिथून पैसे पाठवायचे वॉलेटमध्ये घेऊन सगळं नाही का. मग असं करता-करता एकदा Google Pay आलं.
हां. हां. हां. हो, हो, हो. हां, Google Pay. हां.
ते Google Pay आलं अन् त्यावेळेस काय होतं, की त्याला पैसे भेटायचे नाही का. एक दुसऱ्यांना ट्रान्सफर केलं तर अमाउंट. 5,000, दहा हजार
हां, म्हणजे ते बोनस रिवॉर्ड पॉइंट वगैरे तसं का? हां.
हां, हां, ₹51 भेटायचे, 5,000 पाठवले तर. मग मी 10,000 पाठवले तर असं काहीचं होतं हां. तर त्यावेळेस मी काय करायचं, माझ्या मित्रांनाच पाठवायचं परत त्यांच्याकडून घ्यायचं. त्यांना 51 मला 51 असं करत मी 51-51ला ले ल लय पैसे कमवले त्यावेळेस नाही का. आ
हां, हां. बरं. हां. <laughs> हां, हो नाही म्हणजे असं भारी वाटायचं ना त्यावेळी एकदम की नवीन-नवीन काहीतरी आलं आहे आणि हां.
हां, हां, प्रत्येकाला काही ना काही रुपये भेटतच होते. मला अन् 1st टाईम केला, की ₹51 एखाद्याला नाही का. फुल पैसे छापले मी त्यामध्ये म्हणतात ना, अ, मजा आली मला आणि अ, म्हणतात, की जसं
हो. हो, हां. म्हणजे ए थोडक्यात तुम्ही एन्जॉय अ, आनंद घेतला, त्या सगळ्या गोष्टींचा.
आनंद पण घेतला आणि त्यांचे खूप सारे कस्टमर जोडले. जाता येता जे दिसेल, त्याला मी चालू करायचं म्हणायचो आपलं लेनदेन राहील.
अरे वाह! म्हणजे अ, ते पण कस्टमर प कस्टमर पण दिले का बँकेला तुम्ही?
अ, अ, ते Google Payला. <chuckles> पैसे भेटत होते ना त्यामुळे आणि मग अ, जसं बघितलं की ती यूपीआय आलं, माझ्यासाठी सोपं झालं. चाय पिली, स्कॅन केलं, ठक पैसे गेले. कुठेही दुकानात गेलो
अच्छा, अच्छा. भेटूय मग हा त्यामुळे. मग हां. हो, नक्कीच. हां, हां, म्हणजे कटकट नाही ना, कॅश कॅरी करा, पैसे द्या, सुट्टे आहेत की नाहीत बघा, ते काही किटकिट नाही. हां, मग तुमचं यूपीआयने तुमच्या म्हणजे मग अ, दैनंदिन व्यवहारामध्ये कुठले असे मोठे बदल आणले?
हां. किटकिट गेली. आता तर खूप मोठे बदल आहेत. आता मी सगळीकडे तेच वापरतो.
हां.

हां. म्हणजे अ, सुट्टे म्हणजे काही भाजीवाल्याकडे म्हणा, किराणवाल्यांकडे. अच्छा, अच्छा.
कुठंच भेटायचं नाही. तर सुट्ट्यांमुळे मला काहीतरी नसले पाहिजेली गोष्ट घ्यावी लागायची.
ती कॅन्सल करावी लागायची किंवा मग नको त्या गोष्टी घ्याव्या लागतील. हां. हां.
हां, हां, हां. सारखं व्हायचं माझ्यासोबत. म्हणजे म्हणतात ना, माझा बॉस मुद्दामहून मला मोठ्या नोटा द्यायचा, 1000च्या 500च्या आणि त्यामुळे तो खूप त्रास व्हायचा. नंतर तर मग अ, म्हणतात ना, एवढा त्रास झाला मला. मी म्हटलं, आता डायरेक्ट ऑनलाईन झालं, खूप सुखी झालो मी. म्हणतात ना, आयुष्य एकदम जगणं माझं सोप्पं झालं, ₹1चं असू द्या, ₹12चं असू द्या, सगळं स
हां. हां. हो. हो. किंवा तेरा रुपयाचं किंवा काही. म्हणजे तेवढी डॉट अमाउंट देता येते म्हणजे तेवढी. म्हणजे इकडे एक रुपया जास्त नाही, ₹1 कमी नाही. म्हणजे हो.
हां. हां. हां, कुठेही जावं ना, ते चालतंच सगळीकडे, नाही का? कॅशचं टेन्शनच नाही, कॅश हरवली-बिरवली, सगळं टेन्शनच नाही. हो का नाही? म्हणजे कॅश हरवली ना, तर तो आपला लफडा होऊन जातो. पण तो मोबाईल हरवला ना, नवीन मोबाईल घेऊन परत चालू करू शकतो आपण. <chuckles>
असं काही नाही टेन्शन फ्री. हो. तर मग हो. चालू करू शकतो, हां आणि लॉक वगैरे असतं सगळं त्यामुळे प्रॉब्लेम नाही. मग यू-पी-आय वापरताना मग अ, तुम्हाला अशी कोणती सुविधा किंवा फीचर असं सर्वात जास्त असं उपयुक्त वाटते.
हां, म्हणून ते विषय नसतं. सेकंदात पैसे जातात ते.
औ, छान. <chuckles> म्हणजे. हां, म्हणजे हे करायला लागत नाही. हां.
मला खूप आवडतं आणि अ हां, ते झालं. ते कार्डचं जे डिजिटल फीचर असतं, टच केलं की पैसे जातात. ते पण मला खूप आवडतं. म्हणजे म्हणतात अ, भारी आहे, पण कार्डचं मी बंद करून टाकलं टच पेमेंट, कारण की कधी-कधी कोणीतरी स्कॅम करून टाकतं, नाही का? डायरेक्ट मशीन लावतं आणि मागून हल 500 पैसे काढून घेतं. त्यामुळे मी यु-पी-आय जास्त प्रिफर करतो.
हां. बरोबर. हो ना, हां. ते पण अ, ते सुरक्षा बाळगावी लागते आणि त्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. तर अ, यु-पी-आय वापरता. मग ऑनलाईन पेमेंट्सचा वापर करता तुम्ही सुरक्षेसाठी अशा कोणत्या अ, गोष्टी साधारण लक्षात ठेवता? म्हणजे काय-काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे? हां.
हां. म्हणून यू-पी-आयच वापरतो मी. बघा एस-एम-एस अलर्ट्स ठेवतो. मला प्रत्येक मेसेज कट झाले, काही झालं, तर एस-एम-एस येतात आणि बँकेत चेक करतो सारखं-सारखं मी. आणि यु-पी-आय पिन सेटिंग व्यवस्थित करून ठेवलेली आहे, तिथं मी कुठल्याही गोष्टीला असं अनअथॉराइज्ड परमिशन दिलेलं नाही आहे आणि अ, म्हणतात ना ओ-टी-पी शेअर कुणाला करत नाही. फिक्स काही असू द्या ओ-टी-पी कोणाला देत नाही आणि अ, माझे जे नंबर आहेत जे यु-पी-आयला कनेक्ट आहेत त्याच्यावरनं मी कुणालाही कॉल जास्त करत नाही. ते अ, प्रायव्हेट नंबर आहेत, त्याच्यावरून फ्रॉड होऊ शकतो म्हणून मी ते लांबच ठेवतो, नाही का? आणि अ, सोशल मीडियावरती पण ते नंबर टाकलेले नाही आहेत मी जे मला अ, लफडा करू शकतात नाही का? आणि अ, गोपनीयता खूप जास्तीत जास्त ठेवतो. जागरूकता करतो लोकांना की अ, तुम्ही कुणालाही त्या गोष्टी अ, देऊ नका, जसं की ओ-टी-पी झाल हां. काही झालं. आणि
हां. येतात. हां. हां. हां. देत नाही. हां. हो. हो. बरोबर आहे. ठेवता आणि? शेअर करू नका, हां. काही के-वाय-सी म्हणा काही शेअर करू नका नंबर, हां.
हां, हां, हां. आणि सिम कार्डला काही इश्यू असला कधीही नेटवर्कचा, तर लगेच कंपनीला फोन करून चेक करतो की बाबा, माझा नेटने सिम कार्ड चालत नाही, काय विषय? कारण की सिम स्वॅप करून सुद्धा यु-पी-आय अकाउंट हॅक करून पैसे काढले जाऊ शकतात ना. त्याची काळजी घेतो मी.
हां. हां. हो. नक्कीच. वेगवेगळ्या अ, क्लुप्त्या अशा लढवतात आणि काही ना काहीतरी असे फ्रॉड होतात. मग तुम्ही अ, तुमच्याबाबतीत असं कधी झालं आहे का की असं अ, ऑनलाईन फ्रॉड झाला आहे किंवा अ, हॅक झालं आहे अकाउंट किंवा काय असं ग्लीच झालं आहे, असं काही सांगू शकता?
हो.

कोणीही मुलगा बनून फोन करू द्या, मुलगी बनून फोन करू द्या, काहीही तुमच्या बँकेचा अधिकारी बोलून फोन करू द्या, त्याला तुम्ही काहीही पैसे किंवा डिटेल्स, ओ-टी-पी देऊ नका. घरातल्या एखाद्या तरुण मि युवाला विचारूनच ते काम करा. आणि कितीही काही झालं तर कुणालाही ओ-टी-पी देऊ नका. प हां, अकाउंट तुम्ही अ, म्हणतात ना स्वतःकडेच ठेवा, दुसऱ्याला मोबाईल पण हाताळायला जास्त देऊ नका. जेणेकरून तुमचे ते पैसे सेफ राहतील आणि जागरूकता राहील. आणि कुठलाही अ, म्हणतात ना डिजिटल अरेस्ट वगैरेला, प बळी पडू नका. कुणालाही असं स्कॅनरवर पैसे पाठवू नका.
हां. हां. हो. शेअर करू नका ओ-टी-पी. हां. हां. सेफ राहतील, हां. हां. हो, हो. हां, ऑनलाईन स्कॅमरला बळी पडू नका थोडक्यात, हां.
मोबाईलमध्ये कुठलीही लिंक ओपन करू नका. जे तुमच्या ओळखीचे नाही आहे त्यांनी पाठवलेली आणि ओळखीचे पण लोकांनी पाठवली आहे
हो, म्हणजे हॅक होऊ शकतं, काहीही होऊ शकतं.
हां, हां. तेच की-लॉगर वगैरे येऊन होऊ शकतं हॅक.
तर मग अ हो नक्कीच. तर तुमच्या मते अ, डिजिटल पेमेंट्समुळे भविष्यात आणखी कोणते बदल होऊ शकतात, त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला?
मला असं वाटतं ना, ते चायनासारखे बदल व्हायला पाहिजे, नुसता हात दाखवला ना लगेच पैसे ट्रान्सफर, बिल पेड.
हं. हात दाखवला म्हणजे अ, थम्ब इम्प्रेशन वगैरे का?
नाही, नाही. चायनामध्ये अ असं अं, सेन्सर असतात, लांबूनच त्याला असा हात दाखवलं ना, तर पैसे ट्रान्सफर होऊन जातात.
हां. हां. अरे, वाह! मस्तच आहे. मी पहिल्यांदाच ऐकलं हे. छानच फीचर आहे. हां, म्हणजे काय? म्हणजे कुठे? म्हणजे म अ, कशा म्हणजे मशीनच्या समोर हात दाखवायचे का?
हां, चायनामध्ये. आणि फेसने पण होतं. हां, ते द जसं बिल झालं आहे ना, आपल्याला समोर बिल दिसतं, किती झालं आहे. आणि ते बिल ओके वाटलं, मग असा आपला हात फक्त असा पंजा, असा धरायचा समोर आणि पैसे ट्रान्सफर होऊन जातात आपल्या अकाउंटमधून बरोबर.
हां.